खरेदी म्हटलं, की ते रोज काही ना काही होतच असते. घरात काही ना काही वस्तू तर अ, रोजच लागतच असतात. पण खरेदी कधी मॉलमधनंसुद्धा होते. आजकाल ऑनलाईनसुद्धा होते आणि म्हणतात ना अ, स्थानिक बाजारातूनसुद्धा होते तर अ, तुम्ही अ, स्थानिक बाजारातून जास्त खरेदी करता का मॉलमध्ये?
बरोबर. हं, हं. बरोबर. अ, ह्याचं प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तर मला वाटतं, की आपण एका कोणत्या गोष्टीची बाजू घेऊ नाही शकत, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण बाजारातून जर आपण म्हटलं, की चांगलं आहे, तर असं नाही आहे की त्याच्यातलं सर्व चांगलं आहे किंवा जर आपण असं म्हणतो, की मॉलमधलं सर्व चांगलं आहे, तर असंही नाही आहे किंवा आपण म्हणतो की सगळं ऑनलाईनच घ्यावं, तर ते देखील पूर्णपणे सत्य नाही आहे असं मला वाटतं.
अच्छा. का बरं? अच्छा. हो. तर मग अ, म्हणतात ना तुम्हाला कुठून जास्त खरेदी करायला आवडते?
अ, आता माझं जर तुम्ही वैयक्तिक जर मत विचारात घ्याल तर मला असं वाटतं, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एक सारासार विचार केला पाहिजे. काही गोष्टी तुम्ही स्थानिक बाजारातून घेतल्या पाहिजे. समजा तुम्हाला एक भाजीपाला पाहिजे, फ्रेश पाहिजे, तुमच्या डोळ्यांनी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला स्थानिक बाजारातूनच घेणं योग्य राहील. कारण का तुम्ही जर ऑनलाईन घेत आहे, तर तुम्हाला ते चांगलं मिळालं त्याची शाश्वती कमी आहे किंवा तुम्ही छोट्या-मोठ्या गोष्टी घेण्यासाठी मॉलमध्ये नाही जाऊ शकणार आहे. तर मग तुम्हाला त्या ठिकाणी स्थानिक बाजारातून घ्यावं लागेल. पण समजा तुम्हाला जर एखादी वस्तू आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला हेडफोन घ्यायचा आहे आणि तुम्हाला किंवा मोबाईल घ्यायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे, की स्थानिक ठिकाणी जर आपण गेलो, तर आपल्याला दोन पैसे जास्त द्यावे लागू शकतात. पण तेच जर तुम्हाला ऑनलाईन स्वस्त मिळत असेल, तर मला वाटतं तुम्ही ते तिथून घेऊ शकता तर अ, हे सब्जेक्टिव्ह आहे, की तुम्हाला वस्तू कोणती घ्यायची आहे आणि तुमच्याकडे वेळ किती आहे. आता समजा एखाद्याला इलेक्ट्रॉनिक्सच वस्तू घ्यायची पण त्याच्याकडं वेळ नाही, त्याला लगेच आजच पाहिजे, तर त्या ठिकाणी त्याला त्या अ, आपल्या स्थानिक दुकानातून जाऊन घेणं हेच बेटर राहील. तर प्रत्येक परिस्थितीनुसार ही निवड जी आहे ती वेगवेगळी असणार आणि ती असली पाहिजे असं मला वाटतं.
हां. हो. हो. अच्छा! हो. हां. अच्छा. हो. हां. अच्छा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का, की एकच की स्थानिक बाजारातून खरेदी करणं जास्त चांगलं आहे असं की नाही?
अ, मला असं 100% नाही वाटत पण जर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ते निश्चितपणे चांगलं असं म्हणू शकतो.
हां. अच्छा. अ, म्हणजे काय फायदे असू शकतात जर आपण स्थानिकच बाजारातनं खरेदी केली तर?
हां. आता स्थानिकमध्ये पण 2 गोष्टी मोडतात. म्हणजे तुम्ही जर अ, मोठ्या-मोठ्या DMartसारख्या दुकानांना जर स्थानिक म्हणत असाल, तर तो मला वाटतं वेगळ्या कॅटेगरी चा विषय येईल आणि जर तुम्ही छोटे व्यावसायिक अ, जे म्हणताय त्यांना जर पकडताय तर तो वेगळा विषय येईल. मग जर आपण छोट्या दुकानांबद्दल छोट्या व्यावसायिकांबद्दल जर बोलायचं झालं तर मग ह्याच्यामध्ये जो फायदा मला दिसून येतो की आपण जी लोकल इकॉनॉमी जी आहे आपली जी तर त्याला आपण बळकट करण्याचं एकतर काम करतो. दुसरी गोष्ट याच्यामध्ये काय आहे ना, की आपण जो ताजा माल जो आहे तो आपल्याला मिळू शकतो किंवा मग आपल्याला एखादी गोष्ट नाही आवडली तर आपण त्याला स्पष्टपणे सांगू शकतो, की "ही वस्तू मागच्या वेळेला तुझ्याकडून घेतली पण मला आवडली नाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता." तर पुढच्या वेळेला तो पण लक्ष देऊन आपल्याला चांगली गोष्ट देऊ शकतो. तर असं होऊ शकतं आणि दुसरी गोष्ट आपल्याला जवळ असतं ते तर पटकन आपल्याला गोष्टी मिळू शकतात. तर हा सगळा फायदा होऊ शकतो आणि अगदीच जर हं.
हां. हो. हां. हो. हां, म्हणजे बघा ना, अ, स्थानिक बाज अ, बाजार म्हटलं, तर ते मोठं भाजी मार्केट सुद्धा असू शकतं. किंवा एखादं किराणा मार्केट पण असू शकतं. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं म्हणजे ते पण एक स्थानिक बाजारामध्ये येतं, नाही का. तर तिथले काय फायदे असू शकतात?
असू शकतं, बरोबर. <clears throat> बरोबर. बरोबर आहे. जर आपण जर मोठ्या चेन DMartसारख्या किंवा असे मोठे चेन बिझनेस जर पकडले, तर त्यांचं तर एक अ, साचेबद्धपणे गोष्टी चाललेल्या असतात. त्यांचे जे क्वालिटी स्टँडर्ड्स असतात, तर ते असतातच. पण मग मला वाटतं, की त्याला आपण स्थानिक नाही म्हणलं पाहिजे, पहिली गोष्ट. कारण का ते <clears throat> स्थानिक म्हणजे जे लोकं इथं पूर्वापारपासून किंवा त्या शहरात राहिलेले आहेत. त्यांनी जो रोजगार सुरू केला, त्याला आपण स्थानिक म्हणणं जास्त योग्य होईल, अ, असं मला वाटतं. हं.
हो. हां, मी सुद्धा तेच म्हणत आहे, की मी अ, मॉलचं म्हणतच नाही आहे. मी म्हणत आहे, की जसे स्थानिक बाजार, जसे की एखादी अ, भाडे भाजीमंडई भरते किंवा एखादा किराणाचा एक बाजार भरला जातो गावागावांमध्ये. तर अ, त्या बाजारांचं मी अ, म्हणत आहे, की जिथं अ, म्हणतात ना, सगळ्या व्होलसेल मध्ये गोष्टी भेटतात किंवा अ, रिटेल मध्ये सुद्धा भेटतात. तर त्या बाजारांचं अ, काय अ, असं प्राधान्य दिलं पाहिजे आणि का?
हं, हं. हो, हो. हं, हं, हं. बरोबर आहे. मिळतात. बरोबर. अं, त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला ज्या, तुमच्या एरियामध्ये ज्या गोष्टी तयार होतात, ज्या पिकतात, त्या मिळू शकतात पहिली गोष्ट, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला, डायरेक्ट अ, जी जिथं व्यक्ती तयार होते तिथून मिळत असल्यामुळं तुम्हाला, थोडीफार किंमत देखील वाजवी दारात मिळू शकते, ती एक जास्त शक्यता आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा फायदा होऊ शकतो. आणि अगदीच आपण जर एक पर्यावरणाच्या दृष्टीने जर बघितलं. तर अ, बघा कुठलाही जो माल आपल्याकडे येतो ना, अगदी पार्लेजी बिस्किटचं पुडा जरी आपल्याकडे येत असला, तरी तो मुंबईला तयार होतो. आणि मग तिथून तो ट्रकमध्ये भरला जा मग तिथून तो ट्रकमधून आपल्याकडे येतो, तर ह्याच्यामध्ये अं, इंधन लागतं, प्रदूषण होतं तर कार्बन फुट प्रिंट जे आहे ना, तर ती असतेच आणि जर आपण स्थानिक बाजारपेठामधून घेतोय, तर ती कमी असते अशावेळेला. तर पर्यावरणाच्या दृष्टीने पण एक कुठेतरी ऐंगल जो हा आहे, हा आपल्याला, त्याच्यातून आपण कॉन्ट्रिब्यूट करू करत असतो, असं मला वाट
हो. हां. हो. हो, हो. हां. नक्कीच. हां. आणि तुम्हाला मग जास्त काय सोयीचं वाटतं? जवळच्या सुपरमार्केटमधनं बाजारातनं घेऊन येणं. का ऑनलाईन खरेदी करणं?
हं. मी दोन्ही प्रेफर करतोय अ‍ॅक्च्युअली ह्याच्यामध्ये. याचं कारण असं आहे, की जी गोष्ट जिथं चांगली आहे, जिथं आपल्याला स्वस्त मिळते आणि जिथून ती घेतली पाहिजे. जर फ्रेश पाहिजे असेल तर मी स्थानिक बाजारातून घेईल. जर अशी गोष्ट आहे, की जी मला ऑनलाईन मिळणार असेल, तर मी ती घेऊ शकणार नाही आहे. किंवा मग ऑनलाईनपेक्षा जर मला एखादी गोष्ट स्थानिक बाजारात महाग मिळते, तर मी ऑनलाईनमध्ये घेणं प्रेफर करेल. तर असं हं.
अच्छा. हां. काय कारण आहे? हो. अच्छा. म्हणजे ऑनलाईनच महाग भेटते, का स्थानिक बाजारात?
नाही, ती वस्तू कोणती, त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे काही गोष्टी अशा पण आहेत की ज्या स्थानिक स्वस्त मिळतात, ऑनलाईन महाग मिळतात. काही गोष्टी अशा देखील आहेत की, ज्या ऑनलाईन स्वस्त आहेत, पण स्थानिक बाजारात महाग मिळतात.
हो, अच्छा. अच्छा! म्हणजे तुम्हाला दोन्हीसुद्धा गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या वाटतात, की स्थानिकसुद्धा आणि ऑनलाईनसुद्धा?
हां, कारण याच्यामध्ये, स्थानिकमध्ये पण आपल्याला, बघा ना, तुम्ही विचार करा, स्थानिकमध्ये जायचं आहे, तर आपल्याला पण असं नाही की सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. तर त्या समजा, आपल्या शहराच्या दुसऱ्या ठिकाणी, तिथं आपल्याला जावं लागतं, गाडी घेऊन जावं लागतं, पार्किंगची व्यवस्था असते, नसते. त्याच्यानंतर कधी-कधी, स्थानिक बाजाराचं काही तोटेपण आहेत, जसं की कधी-कधी त्यांचं पॅकेजिंग जे आहे ना, किंवा हायजीन, म्हणा, ते एवढी व्यवस्थित नसते. किंवा मग, मग ते आपल्याला कधी-कधी ते देखील निदर्शनास येतं आणि मग तिथं, जर हं.
हो. हां. हां. अच्छा. पण आता तुम्ही म्हणाले की त्यांची पॅकेजिंग किंवा ते हायजीन नसते. पण अ, जसं ऑनलाईन हां म्हणजे, डोळ्यांनी तुम्ही बघितलं, त्यामुळे पण जे ऑनलाईन येतं, ते तुम्ही मागं कसं येतंय ते तुम्हाला माहीत नसतं. मग त्याची पॅकेजिंग फक्त बघून, अ, ते कसं हायजेनिक आहे असं म्हणू शकतो आपण?
हं, नसू शकते म्हणजे. हं. हां. अ, हं. नाही, हायजीनिकचं तर कसं आहे बघा, शेवटी हा प्रश्न सगळा विश्वासाच आहे. आता अं, एक जे कंपन्यांचं जे आहे, तर आपण विश्वास कंपनीवर ठेवतो. कारण कंपनीवर आपण विश्वास का ठेवतो? तर अ, ते शक्यतो मशीन्सचा यूज करतात आणि मशीनचं यूज केल्यामुळं त्यांचं प्रोटोकॉल असतं, तर ते फॉलो करतात असा आपला हे आहे. पण त्याच्यामध्ये पण असं प्रॉब्लेम असू शकतात, की एखादी कंपन्या आहे, की जे हे सगळे मापदंड जे आहेत, ते त्याला नाही ते फॉलो करत आहेत. तर अशा केसमध्ये तसं देखील होऊ शकतं, तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे. पण जर आपण एक सर्वसाधारणपणे जर विचार केला तर मग मग मात्र आपण म्हणू शकतो की त्यांचं जे आहे ते एक
<chuckles> हो. हां. हो. हो. हां, हां.
असतं थोडंसं हायजीन किंवा पॅकेजिंग चांगलं असतं असं म्हणू शकतो.
अच्छा. अ, तर अ, स्थानिक बाजारावाल्यांनी पॅकेजिंग चांगलं केलं, तर अ, लोकं जास्त घेतील?
हं. हो, निश्चितपणे, त्याच्यामध्ये वाढ होणार आहे, कारण शेवटी बघा, आता अं, एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं, तर बघा, अंजीर जे आहेत ना अंजीर, ते असे पण मिळतात आपल्याला, की एकावर एक ठेवलेले. पण अ, काही शेतकऱ्यांनी काय सुरू केलं, की ते असं व्यवस्थित बॉक्स पॅकिंगमध्ये वगैरे देतात. त्याच्यामध्ये एक अंजिराचं पान घातलेलं असतं. त्याच्यावरती लिहिलं असतं, की असं-असं आम्ही इथं-इथं तयार केलेलं, थोडी स्टोरी त्याच्यावरती लिहिली असते. फार्म टू असं. तर मग आपल्याला ते थोडंसं अपील होतं. ती वस्तू शेतातच तयार झालेली आहे दोन्ही वस्तू. दोन्ही वस्तू पण सारख्याच आहेत. पण मग बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो आणि मग दृष्टिकोन बदलल्यामुळं मग माणूस एक दोन पैसे जास्तही देतो आणि त्याला जे मिळालंय त्याच्याबद्दल तो ॲप्रिसिएशन ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, की तो ॲप्रिशिएट करतो, की "बाबा हे माझं चांगलं आहे" आणि मग तो परत काय करतो ना, की तो विचारतो, की "अरे, मी मागच्या वेळेला हे घेतलं होतं, हे मला कुठं मिळल?" तर असा एक सकारात्मक परिणाम होतो.
हां, हां. हो. हां. हो. नक्कीच. हां. हां, हां. हो. नक्कीच. पण एक बघा ना, म्हणजे अ, ते आहेच. पण आता बघा असं भावाचा विषय झाला, हे ना? तर ऑनलाईन आणि मॉलमध्ये फिक्स रेट असतात पण अ, ब लोकल बाजारात आपण मोलभाव करू शकतो या तोलभाव करू शकतो. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
हां, हां, हां, हां. हं. हां, मोलभाव करू शकतो, करू शकतो. अं, निश्चितच मोलभाव करू शकतो आपण आणि मोलभाव का करू शकतो याचं कारण आहे, की तिथं माणूस आहे आपल्याला आणि माणूस असल्यावरती मोलभाव करू शकतो आणि दुसरी गोष्ट जर मॉलमध्ये जर तुम्ही बघाल तर आप बहुतेक लोकांचं धाडसच होत नाही त्याच्यामध्ये मोलभाव करावा. कारण का तिथं तुम तुम्हाला ज्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला दिसतात तर आपल्याला कुठेतरी बहुतेक लोकांना कमीपणा वाटतो, की मी कसं मोलभाव करू इथं? पण इथं आपल्याला म्हणून तर सांगितलं ना मगाशी पॅकेजिंग चा सगळा विषय आहे. त्यांनी पॅकेजिंग असं करून ठेवलेलं आहे की आपल्याला, नको वाटतं मोलभाव करायला. पण इथं
हां. हो. हां. नक्कीच. म्हणजे अ, स्थानिक लोकांनीसुद्धा पॅकेजिंग तसं केलं तर अ, नाही कर
केलं किंवा दुकान टाप-टीप ठेवलं, तर मग शेवटी मग माणूस त्याला मोलभाव नाही करणार आहे.
अच्छा आणि जर मोलभाव करायचाच आहे आपल्याला स्थानिकमध्ये, हां? बाजारात. तर कशाप्रकारे करता येईल ते आपल्याला?
हं. हं. हं. अ, निश्चितपणे मोलभाव करू शकतो आपण आणि जिथं आपल्याला पहिली गोष्ट तर मोलभाव करण्यासाठी आपल्याला त्याचा नेमका भाव माहिती पाहिजे. जर आपल्याला त्याचा नेमका भावच माहिती नाहीये, तर मग आपण मोलभाव करून पण मग तो व्यक्ती काय दाद देणार नाही. जसं की आता
हो. हां, हां.
आपल्याला माहिती आहे की टोमॅटोचा जो रेट आहे तो
हो.
₹15 किलो चाललाय आणि जर तुम्हाला दिसतंय की तो ₹20नी विकतोय, तर तुम्ही म्हणू शकता की सगळीकडे ₹15 चालले आहेत, तू पा 20ला का देतो मला 15ला दे.
हां. अच्छा. हां.
तर त्या केसमध्ये तुम्ही मोलभाव करू शकता किंवा तुम्ही विचारून बघू शकता. शेवटी जर त्याला परवडत असेल, तरच तो व्यक्ती मोलभाव करायला तयार होणार आहे. अद अन्यथा तो देखील तो म्हणेल की "नाही मला परवडत." तर मग विषय संपून जाईल.
हो. नक्कीच आणि अ, जसं की म्हणजे बघा ना अ, लेडीज लोकं असतात ते एखाद्या कपड्याचा भाव डायरेक्ट अ, म्हणतात ना तीन हजार वरून कमी सुद्धा करून घेतात खूप सारा. तर अ, ह त्यांना ते जमतं. पण अ, ते करायचं असेल तर अ, त्यांना ते भाव माहीत नसतो की ॲक्चुअलमध्ये किती आहे, तरी ते करतात. अ, हां, तर ती एक गोष्ट झाली. पण अ, आता बघा ना की हे स्थानिक जे बाजार आहे, ते च काही-काही कमी होत चालले आहेत कारण की हे ऑनलाईन गोष्टी या मॉल्समुळं ते संपुष्टात येत आहेत. बरेचसे दुकान तर बंदसुद्धा होत आहेत. तर ह्यांना वाढवण्यासाठी किंवा ह्यांच्याकडनं जास्त खरेदी व्हावी यासाठी काय करता येईल, सरकारला किंवा लोकांना?
हां, हां, हां. बरोबर आहे. हो, हो, हो, करतात. हं. नसतं माहिती बरोबर आहे, शंभर टक्के हं, हं. हां. हं, हं. अ, हो, हो. बरोबर आहे. हो, बरोबर. अ, मला वाटतंय अ, ह्याच्यामध्ये ना, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. जेफ बेजोस यांचं वाक्य होतं की जेफ बेजोस यांच्यावरती आरोप झाला अमेरिकेमध्ये, की "तुमच्यामुळं स्थानिक रोजगार धोक्यात येतोय." तर मग जे बाजूने जे उत्तर दिलं ते फार समर्पक होतं असं मला वाटतंय. की Amazon ह्याला संपवत नाहीये, स्थानिक रोजगारांना. टेक्नॉलॉजी स्थानिक रोजगारांना संपवत. तर ह्याचं उत्तर तुमच्या प्रश्नाचं हेच आहे की तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करा. आता टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे काय? जे मार्केटिंग स्किल्स आहेत किंवा सोशल मीडियावरती आज सगळे जण WhatsApp वापरतायत. आज तुम्हाला एक फ्री माध्यम आहे. तुम्ही काही लोकं म्हणतात की मला ॲड करायची, माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही ग्रुप्स बनवू शकता, तुम्ही सोशल मीडियावरती स्टेटस ठेवू शकता आणि लोकं ते फ्री मध्ये बघतात त्याच्यातून तुमची बरीचशी मार्केटिंग होऊ शकते. तर स्थानिक रोजगारांनी ते वापरले पाहिजेत आणि पॅकेजिंग, हायजीन अ, किंवा ग्राहकाशी व्यवस्थित बोलणे. त्याला जे हवं आहे, ते देण्याचा प्रयत्न करणे. जर मला जर एखादी गोष्ट स्थानिक बाजारात पटकन समोर डोळ्यासमोर चांगले मिळणार असेल तर मी ऑनलाईन घेऊ कशाला? जी गोष्ट मिळतील ते. तर त्याचा विचार त्यांनी करून तशाप्रकारे ते केलं तर निश्चितपणे स्थानिक रोजगारांना देखील चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असं मला वाटतं.
हां. काय उत्तर होतं? हां. अच्छा. हां, हां. हां. नक्कीच. हो. नक्कीच. अ, नक्कीच. अ, ते आहे तर आता जसं म्हणायला गेलं तर तुमच्या पर्सनल काय भावना आहेत, की स्थानिक अ, व्यापाऱ्यांबद्दल की काय अ, केलं पाहिजे त्यांनी म्हणजे अ, ऑनलाईनच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे का ऑफलाईनसुद्धा ते अ, हे करू शकतात या तुम्ही अ, पुढं जाऊन त्यांच्याकडनं खरीदणार का गोष्टी?
निश्चितच जर चांगल्या गोष्टी असतील
ऑनलाइनच जाणार?
जर चांगल्या गोष्टी मला मिळणार असतील, मला जर तिथं निवडीत स्वातंत्र्य असेल, मला जर तिथं टापटीपणा, स्वच्छता जर दिसले, तर कधी पण माझा प्रेफरन्स हा स्थानिक रोजगार म्हणजे स्थानिक ठिकाणी खरेदी करणं हाच असेल.
हां, हां. हां. अच्छा. हं, हं, हं.
हां, तर असं काही आणि कोणाचंही असेल असं काही माझं एकट्याच असं नाही. तर तो असणारच आहे. पण जर मग उर्मटपणे बोलणं म्हणा किंवा शेवटी माणूस 2 पैसे जास्त पण द्यायला तयार असतो, पण जर समोरचं जर व्यवस्थित आपल्याशी बोलत असेल, त्याच्याबद्दल माहिती सांगत असेल. जसं की आमच्यासमोर एक दुकानदार आहे, तर तिथं मी घ्यायला गेलो स्ट्रॉबेरी, तर त्यांनी सांगितलं, की "स्ट्रॉबेरी सर घेऊ नका आंबट आहे." तर त्यांनी विश्वासहार्ता वाढली, तर मग मी त्या भाजीवाल्याकडं जातो आणि तो नेहमी मला सांगतो, की "सर हे चांगलं आहे, हे नाही आहे चांगलं." असं जर तुम्ही सगळ्या गोष्टी जर मिळून आल्या, तर नेहमीच बाजार हा ह्याच्यापेक्षा वरचढ राहील असं मला वाटतं.
हो. हां, हां. हो. हां. अं, नक्कीच. अ, तुम्ही चांगल्यारीती सांगितलं, की कशाप्रकारे तुम्ही अ, काही गोष्टींना दोन्ही, तिन्ही जणांना अ, प्रिफर करता आणि जिथं तुम्हाला चांगलं पॅकेजिंग किंवा चांगली क्वालिटी भेटते आणि सोय भेटते तुम्ही अ, तिथं जास्त प्रिफर करता आणि खरंच अ, छान वाटलं ह्या सगळी माहिती घेऊन, की तुम्ही जसं सांगितलं, की अ, ह्यांनी पॅकेजिंग किंवा बोलणं व्यवस्थित सुधारलं स्थानिक लोकांनी तर त्यांच्या बाजाराला नक्कीच अ, वाढेल आणि जसं जे बीजच तुम्ही एक उदाहरण दिलं. अ, नक्कीच सगळं चांगलं होतं. खरंच छान वाटलं बोलून, धन्यवाद.
बरोबर. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. हं. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्य